अ, जास्त करून मी सकाळीच जाते. अ, छान वाटतं कारण अ, आणि अ, सूर्य जेव्हा येतो असा उगवतो तर ते असं चांगलं असतं, म्हणजे शरीरासाठी पण मनासाठी पण असं म्हणतात आणि नक्कीच त्याचा अनुभव छान असतो. म्हणजे माझी आई आणि मी आम्ही रोज सकाळी अ, जातो. फक्त मी म्हणेल आईचं रोज जाते <chuckles> कारण अ, कसं आहे माझ्या कामांमुळे आणि त्याच्यामुळे कधी जमतं मला कधी नाही जमत. ऑफिसच्या जास्त काही आपण म्हणतो ना, लोड असेल कामाचा, तर मग तेवढं सकाळी नाही जाता येतं रोज, पण मी प्रयत्न करते की हे करायचा आणि तसंच अ, घरामध्ये पण आमच्या इथे पण असं थोडं गॅलरीमध्ये अ, लावलेलं आहे म्हणजे तुळस तर आहेच, पूजेसाठी ती लागतेच. पण काही फुलांची आणि अशी छोटी अ, देखाव्याची जी झाडी आहेत ती आम्ही लावलेली आहे. म्हणजे आवड आहे आमच्या घरात तर अ, ती तशी केलेली आहे.
अच्छा. हां, हां. <chuckles> <laughs> हो. अरे वाह! खूप भारी. हं, हं, हं. अच्छा, हां, हां. हो. हं, हं. हो. अच्छा, खूप छान आणि म्हणजे मग अ, तुम्ही जे बोललात की तुमच्या घरामध्ये पण अ, थोडे छोटे फार झाडं लाव अ, लावलेले आहेत किंवा निसर्गाचं सानिध्य तुम्हाला लाभावं म्हणून. तर अशा झाडामागी म्हणजे कोणकोणची झाडं आहे आणि तुम्ही त्यांची काळजी कशाप्रकारे घेता बरं?
अ, तसं मी अ, मी नाही सांगू शकत कारण कसं आहे अ, माझं हे असल्या, नोकरी असल्यामुळे अ, तेवढं मी करू नाही शकत. जास्तीत जास्त कसं आहे की मला सांगितलं पाणी द्यायचं आहे, आज तुझा नंबर आहे किंवा दुसरं कोणी नाही दिलं तर पाणी दे. हं, तर एवढंच मी करते खरं सांगायचं तर अ, पण अ, नक्कीच
हो, हो. हो. हं. <laughs> अच्छा, <laughs> अच्छा. म्हणजे नंबर आहे म्हणजे हे नाही समजलं मला?
म्हणजे घरातल्याचं प्रत्येकाची जबाबदारी आहे ना, फक्त अ, फुलं आल्यावर त्याचे फोटो काढून स्टेटसला टाकणं किंवा ते वापरणं एवढंच सगळ्यांनी नाही करायचं असतं, असा आमच्या घरातला नियम आहे. जबाबदारी सगळ्यांनी घ्यायची. <chuckles> मग ते असं असतं की आज तू पाणी टाकणार, उद्या तो पाणी टाकणार, असं प्रत्येकाने करायचं असं असतं. हं.
अच्छा. <laughs> हो, हो. अगदी, अगदी. हो, हो, हो, हो. हो, हो, हो. तर म्हणजे अ, तुझ्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये नेमकं कोणकोणच्या अडखळणं येतात. समजा, तुम्हाला अ, निसर्गाभिमुख व्हायचंय किंवा निसर्गामध्ये राहायचंय, परंतु तुमच्या अ, जीवनामध्ये काही अडखळणं येतात तुमची इच्छा असतानाही, तर तुम्हाला काय वाटतं बरं याच्यामधले कोणकोणचे अडखळणं सर्वात मोठे आहेत, की जे आपल्या जीवनामध्ये ते निसर्गाभिमुख होऊ देत नाही. नेमकं काय अशा अडचणी आहे, येतात तुम्हाला समोर?